हां.
आणि अ, थोड्या वेळाने बघते तर ह्याचा परत मेसेज, की अ, ठीक आहे ना, मग लग्न झालंय तर काय आजकाल कितीतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स केले जातात. म्हटलं ओह माय गोड हा काय विचार करतोय हा माणूस? आणि मग मात्र मी म्हटलं, की "नहीं भाई, ये ये सब नहीं चलेगा, ये हजम नहीं होगा." तर <chuckles> मग मी त्याला ब्लॉक करून टाकलं.
काय? हां. अरे बापरे! <chuckles> हं, हं. हं. हं, हं. <chuckles> मग त्या तेव्हाच्या प्रसंगापासून काय शिकला? म्हणजे असं सहज कुणाशी बोलताना विचार करून बोलताय, की जाऊदे काही हरकत नाही असं होतं?
अ, मी की आता कितीही Instagramवर कॉन्टॅक्ट नंबर्स मागितले ना, तर मी शेअर नाही करत.
हं, हं. आणि हे इंटेन्शन कसं कळतं म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याबद्दल जास्त पर्सनल विचारायला लागते तेव्हा त्याचं इंटेन्शन कळतं का?
मी अ, हां. हो.